अरे, बापरे! मग काय बोलले का ते?
आणि अ, माझे वर्करच हां, ते म ते वर्करच्या समोर काही नाही म्हणाले. मग पाठीमागे घेऊन गेले मला आणि मला म्हणाले की बोलले, "वर्करच्या समोर तू माझी अशी लायकी काढतोय लाज अ, मतलब अशी बारा वाजवतो तू माझी इज्जतीची." त्यांना म्हणल, "बघा सर, त्यांना सांगितलं पण नाहीये की मी तुमचा फोन आलाय. मी फक्त ते करतोय त्यांना म्यूट केलेला आहे फोन आणि मी त्यांना काही सांगतोय. मग माझी लिंक तुटणार. मग माझं काम अ, बिघडणार आणि मग माझं काम बिघडलं की प्रोडक्शन बिघडणार हे तुम्हालाही समजून घ्यायला पाहिजे." तर मग
नक्कीच. हो ना. एका वेळेला एक काम करावं, असं तुम्ही म्हणताय नाही का? ते अगदी बरोबर आहे.
ते काय अ, म नाही मी मल्टीटास्किंगमध्ये विश्वास ठेवतो असं नाही की मी मल्टीटास्किंग करू नाही शकत किंवा मग केली नाही पाहिजे. पण माझं असं असतं मल्टीटास्किंग ही होते. पण ती एक क्षणामध्ये एक टास्क होतो. मग जे तुम्ही आपण पूर्ण प्लॅन बनवून घेता आणि नेमकं तुम्हाला असं काम असेल, बोलणं असेल, काही कोणी मध्ये-मध्ये केलं ना, त्याला म्हणतात ना वचक-वचक कोणी करतो ना, तर मला एकदम राग येतो. का की माझे काही प्लॅन ठरलेले आहेत, माझं काम करण्याची काही पद्धत आहे अन् त्या पद्धतीमध्ये कोणी लुडबुड केली तर मला खूप असं असं वैताग येतो.
हो. नक्कीच, नक्कीच. हो. नक्कीच, नक्कीच. हो. आपल्याला अजिबात आवडत नाही. अगदी बरोबर. आता बघा ना, कधी-कधी असं होतं नाही का, ऑफिसमधलं तुम्ही सांगितलं, घरातलं पण एक उदाहरण दिलं. पण कधी-कधी लोकांना सवयच असते हो, कोणाला तोडायची म्हणजे त्यांना असं वाटतं, की त्यांच्या मनात असं वाईट असतं मी असं म्हणणार नाही. पण त्यांना सवयच असते म्हणजे त्याला समोरच्याचं डोकं खाणं, हा एक प्रकार असतो. खूप आवडतं त्यांना करायला. तर अशा लोकांना म्हणजे कसं टाळता तुम्ही म्हणजे?
लग्न करतात ना अशा लोकांशी तुम्ही.
नाही ते झालंच हो, पण असं दुसरं एखादं नाही का एखादं उदाहरण म्हणजे आता तुम्ही अ, म्हणजे आता कुठे एक प्रसंग तुम्हाला असं सांगता येईल का? की. हं.
<snorts> <laughs> अरे! यार. हां. मी सांगतो अ, माझ्या ऑफिसमध्ये अ, माझा जो मॅनेजर आहे ना. मला असं वाटतं, त्याला माझ्याशी काहीतरी पर्सनल या व्यक्त व्यक्तिगत वैर आहे. पण जेव्हा पण मी काही कामाला लागला. तर मग तो येतो. "अरे, एक काम कर ना, तू ही नको करू, तू हे असं करून घे." तर मी बोलला, "माझा प्लॅन ठरलेला आहे, मला कामं करून घ्यायची आहे. तर मग मी नंतर करतो, तुमचं काम जे पण आहे तुमचं मेल वगेरे जे पण करायचं आहे तुम्हाला मॅनेजमेंटला. जो तुमचं काम आहे, पण मी नंतर करेन. पहिले मी माझं काम करून घेतो." नाही, नाही एक काम कर. मग अजून दुसऱ्या सुपरवायझरला बोलावून घेतील की, "ह्याचं काम करून घ्या, तुम्ही बघून घ्या." मग मी मी सिधे साद म्हणणं आहे माझं.
हो ना. हां. ते आपल्याला वाटतं. हां. हं.